आता असं कधी होतंय का तुमच्याबरोबर? की तुम्ही काम करता, म्हणजे काम ही एक अशी गोष्ट आहे, की सर्वांना करावं लागतं. पण ते करूनसुद्धा जर का तुम्हाला काही वेगळं असं शिकायचं असेल, छंद असेल किंवा शैक्षणिक काही असेल जे पुढे भविष्यात कामी पडेल. अशी सवय तुम्ही कशी टिकवता?
हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. तर काम करतानाही समजा माझ्या भविष्यामध्ये मला जर काही मिळवायचंय. तर मला काहीतरी गोष्टीचं सॅक्रिफाईस करावं लागेल किंवा ते द्यावं लागतं.
हं.
आणि ते शिकण्यासाठी भरपूर गोष्टी मी करतोय. आणि आता काम करूनही मी शिकतोय. सध्याला पण हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे माझं. आणि माझ्या आता सध्याला परीक्षा चालू असता, म्हणून मी काम करतो. आणि कधी माझं असं नाही वाटत, की मी नियोजनबद्ध पद्धतीने करतो. आम्हाला माहिती आहे, आम्ही जर नियोजनबद्ध पद्धतीने सर्व गोष्टी शिकल्या किंवा केल्या, तर त्या खूप सुंदर होतात.
हम्म.
आणि हळू-हळू पाऊल उचलणं, हा माझ्या जीवनाचं एक, स्वरूपच आहे. मी म्हणजे असं कोणतीच गोष्ट म्हणतो, की डिसिजन किंवा काही करणं किंवा काय नाही. ह्या जर आम्ही नेहमी बदलत असलो, तर प्रॉब्लेम होतो. म्हणून मी काय करतो काम करताना एखादी गोष्ट शिकतो. आणि मी त्याच्यासाठी ॲडमिशन सुद्धा घेतलेलं आहे आणि शिकण्याचा माझा हेतू हाच आहे, की पुढे जाऊन आपली उन्नती कशी होईन, त्याच्यातनं यश कसं गाठता येईन, आमची जी काही ध्येय आम्ही ठरवलेले आहेत. त्याच्यापर्यंत आम्ही कसं जाऊ शकू? आणि त्याच्यातनं आपलं जीवन कसं जगता येईन, अशातला भाग आहे. हं.
हं. छान. हं. मग अ, बघा ना, असं सवय जी आहे, शिकण्याची जी सवय, की ही सुरू कशी केली तुम्ही? आणि असा कुठला छोटा रुटीन त्यावेळेस होता का? किंवा आता आहे का? तुम्ही म्हटलं, की तुम्ही आताही काम करून, तुम्ही शिक्षण घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, शिक्षण घेत आहात. तर काही असा काही छोटा रुटीन आहे का? की दिवसाला 2 तास अभ्यास करणं किंवा काही पण तुमचा असा वेगळा रुटीन आहे का?
हं, हं. हं, हं. हो, माझं आजचं आजकालचं शेड्यूल जर पाहिलं ना, तर खूप बिझी आहे. माझ्याकडे लोड आहे. आणि ते काम काही दिवसापुरतंच आहे. आणि मला वाटतं की आता जर मी त्याच्यामध्ये थोडंफार अर्निंग करू शकलो नाही किंवा ते काम करू नाही शकलो, तो लोड जर नाही घेतला, तर कदाचित मला पुढं अ, म्हणजे मला समजा पुढचे 1-2 महिने मी माझं कुटुंब चालू शकतो एवढा पैसा त्याच्यातनं येऊ शकतो. 1 महिना तरी चालवू शकतो मी. तर आज मी ते जर नाही केलं किंवा मी आता मी तुम्हाला सांगतो की शेड्यूलिंग असं बनलेलं आहे की रात्री 11:00 ला झोपणं आणि 3:00 ला उठणं. म्हणजे एवढं सॅक्रिफाईस माझं चालू आहे. म्हणजे 4 घंटेची झोप चालू आहे सध्याला तरी.
हं. हं. बरोबर. बापरे!
आणि त्याच्यामध्ये अ, जर मी हे दिलं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे कष्टाचे दिवसं, दु दुःखाचे दिवसं जे असतात माझी ना, परीक्षा पण चालू आहे मी म्हणतो त्याच्यामधून पण मला अभ्यास करावा लागतो. पेपर पण व्यवस्थित द्यावा लागतो. आणि त्याचं टेन्शन वेगळं. ते पेपरवरती व्यवस्थित टायमाला पोहोचणं. आणि ह्या सगळ्या मी मॅनेज करतोय बरं का. याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये कधीच घाई गडबड होत नाही, मला असं वाटतं. आणि सर्व जर मी व्यवस्थित टाईमो टाईमानी जर केलं, तंतोतंत जर मी केलं. समजा मी शेड्यूलिंग केलेलं आहे, मला माहिती आहे बिझी शेड्यूल आहे पण मला सॅक्रिफाईस जर मी झोपेचं सॅक्रिफाईस जर केलं, 4 च घंटे जर झोप घेतली तर मी पेपर ही व्यवस्थित प्रकारे देईन आणि ठीक आहे, मला थोडं एक्झर्शन होईल किंवा अ, होऊ शकता प्रॉब्लेम. म्हणून जेवणापासून तर माझं प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण, मी आता सध्याला राईसच खातो. मला माहिती आहे झोप कमी घेतली, तर अ, आणि फ्रुट्स खातो. फक्त राईस आणि फ्रूट हा माझा आता ह्या दिवसातला, हे आहे जेवणामधलं एक मूळ. कारण की मी जर कमी झोप घेतली तर माझ्या बॉडीमध्ये हीट प्रोड्यूस होईल जास्त आणि ॲसिडिटीचे आणि याचे त्रास तयार होतील. तर म्हणून मग मी ह्या फ्रूट याच्याकडती मी लक्ष देतो. हे खाणं आणि अ, आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे, ते चालवणं अशा प्रकारचं चालू आहे. म्हणजे आम्ही नियोजन करणं गरजेचं आहे मला असं वाटतं.
हम्म. हं. हं. छान. बरोबर. हम्म. अच्छा. हां. हं. अच्छा. हम्म. हं. छान. म्हणजे ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला एका प्रकारचं अवेअरनेस तुम्हाला आहे. मग ह्यामध्ये बघा ना, जर का तुम्हाला छोटा वेळ असं आपण म्हणतो, की 15 ते 30 मिनिटं आणि मोठा वेळ ह्या असं जर का तुम्हाला प्राधान्य द्यायचं असेल, की कुठल्या वेळेस काय करायचं? आणि मग मोठ्या वेळेस मला काय अभ्यास घेऊन बसायचा आहे किंवा छोट्या वेळेस मला काय करायचं आहे, तर तुम ते तुम्ही, कसं तुम्ही ते ठरवता?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. तर नेमकं समजा मी जर माझ्या या 15 मिनिटं ते 30 मिनिटांचा कालावधी किंवा आपण म्हणू शकतो 2 घंटे, 1 घंट्याचा कालावधी आम्ही मी प्रायोरिटी बेस अ, गोष्टी करतो. आता माझी परीक्षा समजा अ, कटी कधी, किती वाजता आहे समजा 10, 10:30, 11 पेपर आहे माझा 11-12 पेपर आहे मला 11 ला 11:30 ला निघावं लागतं. तर मी काय करतो मग मी त्याच्या 2 घंटे अगोदरचा माझा वेळ जो असतो तो अभ्यासासाठी वापरतो मी. तर 2, का बरं काय होतं माहिती आहे का? त्या 2 घंट्यामध्ये मला लक्ष राहण्याचं पण आणि रिव्हिजन पण होतं आणि लक्ष राहण्याचं प्रमाणही वाढतं. आणि म्हणजे आम्हाला त्या वेळेचा योग्य उपयोग कसा करते हे मी ठरवतो. आणि बाकीचा वेळ जो आहे, माझं काम जे आहे त्याच्यामध्ये मला, त्याचं जे टार्गेट्स आहेत ते कंप्लीट करण्यासाठी थोडंफार झटावं लागतं. मग मला माहिती आहे 15 मिनिटं कधी होतील कधी 10 मिनिटं होतील सगळे सारखेच. अ, म्हणजे त्या ठिकाणी समजा आपण करू नाही शकत, तर ठीक आहे म्हणजे मग त्या गोष्टीचा एडजस्टमेंट करून तिथपर्यंत जाण्यासाठी मी अगदी सज्ज असतो आणि मी माझं दोन्हीही टार्गेट खूप चांगल्या प्रकारे अचीव्ह करतो. आणि कारण की मी माझं नियोजन केलेलं आहे. आणि आम्ही फ्री झोन टाईम दिला पाहिजे आपल्या शेड्यूलिंगमध्ये आम्ही टू डू लिस्ट बनवली पाहिजे. मी काही बनवत नाही परंतु मी ऐकलंय, की टू डू लिस्ट खूप चांगल्या प्रमाणे बनते आणि जर प आम्ही, आम्ही फ्री झोन टाईम जर दिला तर त्याचा फ्री झोनमध्ये कसं आहे कधी उन्नीस बीस होऊन जातं. कधी, कधी आमचं काम त्या वेळेमध्ये होऊ शकत नाही तर आम्ही त्या फ्री झोन टाईममध्ये करू शकतो. त्या फ्री टाईममध्ये ते काम करू शकतो. तर असाही वेळ आम्ही तिथं जोडला पाहिजे का नाही इकडचं जर नाही झालं तर मग ह्या वेळेचा उपयोग करून आपण ते कंप्लीट काम करू शकतो. किंवा मला ट्रॅफिक जास्त होतं आणि घरी यायला उशीर झाला तर तो फ्री झोन टाईममध्ये एड करून तिथं, त्याची भर मला करता येईल अशातला भाग करू शकतो हं.
हं. अच्छा, हां. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. हं. छान. हां. छान. मग ह्यात बघा ना, तुम्हाला विचारावसं वाटत आहे की कधी-कधी काम करून ताण-तणाव वाढतो आणि त्यासोबत जर का शिक्षण पण घ्यायचं असेल, तर म्हणजे ते एक प्रकारचं डबल ताण होऊन जातं. मग अशा वेळेस जर का तुम्हाला मोटिव्हेशन टिकवायचं असेल किंवा असं वाटतं, की म्हणजे थकून गेलो आहे मी, मला हे पण करायचंय, ते पण करायचंय. मग अशा वेळेस कधी तुम तुम्हाला निराशा जेव्हा वाटते आणि पुन्हा सुरुवात करायची असते, तर ते मोटिव्हेशन टिकवून ठेवण्यासाठी, सातत्य ठेवण्यासाठी तुम्ही काय, कुठल्या गोष्टी निवडता आणि काय करता नेमकं जरा सांगणार का?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. मनुष्य थकला तर ना, मी उदाहरण पण देईन तुम्हाला खूप छान, की थकल्यानंतर मनुष्याला ते मोटिव्हेशन कसं टिकवता येईल? आणि मानुष्यामध्ये ती एनर्जी राहती स्वतःच तो प्रोड्यूस करत राहतो तो. ती इतरांकडून भेटत नसती आणि खूप अ, खूप धर्मशास्त्रात पण म्हटलेलं आहे, की देव देवाने तुम्हाला त्याच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे. म्हणजे देवामध्ये पण शक्ती तर तुमच्यामध्ये पण शक्ती आहे आणि तुम्ही सर्व गोष्टी करू शकता.
हं. हां. बरोबर. हं. बरोबर.
तर अ, तर आम्ही ते करणं गरजेचं आहे, की अ, आमची शक्ती आम्ही उजागर करणं गरजेचं आहे. पण तुमची शक्ती तुमच्या शब्दावरती अवलंन आहे. तुम्ही तुमच्या मनाला कशा प्रकारचे शब्द बोलतात. तुमचं मोटिव्हेशन गेलं म्हणजे काय झालं, तुम्ही स्वतःला म्हणताय यार खूप थकल्यासारखं वाटतंय, पाय दुखतोय, हात दुखतय, कारण देताय स्वतःलाच आणि उभा नाही राहत. माझ्यासाठीही अवघड आहे 4 घंटे झोपून या सर्व गोष्टी सांभाळणं पण मी करतो मोटिव्हेट कसा ठेवतो. म्हणजे माणसामध्ये स्वतःची शक्ती कशी असते, त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक मनुष्य खूप दिवसभर काम करतो आणि खूप थकलेला आहे. खूप थकला म्हणजे तो अगदी घरी जाऊन, फक्त पलंगावर पडला आणि स्वतःलाच म्हणतो, की "मी आता एक बोटही उचलू शकत नाही एवढं मी थकलोय."
हं. बरोबर, हं. हं, हं. बरं. बरोबर, हो.
हं आणि त्याच्या घराला तेवढ्यामध्येच आग लागते.
अरे बापरे!
आणि मग तो काय करेन बरं तिथून? आणि तो पळाला बाहेर एकदम जोरात इतक्या फास्ट पळाला, की अ, त्याला म माहितच नाही तो घराच्या बाहेर कधी आला. तर
हं. हं. बरोबर. बरोबर.
जो मनुष्य पहिला म्हणत होता, की माझ्यामध्ये काहीच शक्ती नाहीये त्याच्यामध्ये ही शक्ती कुठून आली हो?
हं. हो. हो.
हं, तर तुमच्यामध्ये आहे ते फक्त काढणं बाहेर गरजेचं आहे. व्यवस्थित नियोजन करा व्यवस्थित सर्व गोष्टी होतील आणि ते तुम्ही नियोजन करा काम करतांनाही आणि स्वतःला मोटिव्हेट ठेवा आमचं ध्येय काय आहे? आम्हाला निराश निराशाकरता परिस्थिती किंवा आजची परिस्थिती पण आमचं ध्येय जर अ, म्हणतं भरपूर म्हणतं, की भरपूर धर्मशास्त्रात म्हणतात, की डोंगराकडे पहा म्हणजे वरती पहा वरती पाहणं म्हणजे काय आहे? की अ, डोंगराकडे पाहणं असं आहे आमचं जीवन. म्हणजे आम्ही खाली नाही पाहायचं खाली जर पाहिलं तर तुम्हाला नेहमी कचराच पड पडलेला दिसेल. पण वरती पहा नेहमी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही डोंगराकडे म्हणजे आपल्या ध्येयाकडे पहा. मला ह्याच्यातून काय साध्य करायचंय? जर तुम्ही ह्याच गोष्टीपाशी रडत बसला. एक पाटी लावलेली एक आहे, इकडचा मार्गाने तू जा आणि त्याच त्याच पाटीला धरून बसला तर त्या मार्गाला तुम्ही जाऊ नाही शकत अचिव्हमेंट नाही करू शकत तुमच्या गोष्टी. तर तुम्ही आम तुमच्या गोष्टी शिकताना तुमच्या जीवनामध्ये शिकताना तुमचं ध्येयाकडे लक्ष ठेवणं नेहमी गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ध्येय सुरुवात केली होती, त्यावेळेस तुम्हाला कसं मोटिव्हेशन होतं त्याची आठवण करणं गरजेचं आहे. आणि मी ह्याला कसं मिळवन याची आठवण करण स्वतःला देणं गरजेचं आहे.
हं. छान. हं. बरोबर. हं, हं, हं. हां. अगदी बरोबर. हं. हं. अगदी बरोबर आणि तुम्ही खूपच म्हणजे सुंदर प्रकारे ह्या गोष्टीला तुम्ही सांगितलं, की काम करतानाही शिक्षण जेव्हा घ्यायचं असते, का मनात जर का असं ठरवलेलं असते, की करायचं आहे, तर त्याची सवय टिकवण्यासाठी खूप काही त्याग आणि खूप काही गोष्टीचा सामना करावा लागतो. आणि ह्याबद्दल तुम्ही खूप छान असे टिप्स पण तुम्ही छान दिले तर तुमचा खूप धन्यवाद.
हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. तुमचे खूप सारे धन्यवाद.